सोशल मीडियामुळे जगभरातील लोकांशी त्वरित जोडता येत असल्याने संवादाची संधीसुद्धा वाढते आणि एकटेपणा कमी झाल्यासारखा वाटू शकतो. मात्र सततची तुलना, वरवरचा संवाद, आणि डिजिटल अवलंबित्व, त्यामुळे उलट एकटेपणा वाढण्याचीही भीती असते. तर अ, मला तुम्हाला असं विचारायचंय की तुमच्यामते सोशल मीडिया खरोखर लोकांना जवळ आणतो की फक्त त्याची भावनाच निर्माण करतो?
आपण फक्त सोशल मीडियाबद्दल जर बोलत असू ना, तर हो नक्कीच, म्हणजे एक जवळीकतेचा भ्रम आपल्याला होतो. जेणेकरून आपल्याला वाटतं की बघा ना, हा पिक्चरमधला जरी स्टार असला एखादा जुना तरी त्याचे पोस्ट किंवा त्याच्या दैनंदिन गोष्टी बघताना आपल्याला त्याच्या जवळ आल्यासारखं वाटतं. त्याला इंग्रजीत पॅरासोशल कनेक्शन असं म्हणतात आणि ते आपल्या मनात अशी एक भावना निर्माण करतं की ठीक आहे, पिक्चरमधला तर थोडासा महान मोठा आहे कोणीतरी खूप ग्रेट माणूस आहे, पण रोजच्या जीवनातली लोकं पण ज्यांना आपण फॉलो करतो जे आपल्याला आवडतात. त्यांच्या खूप असं जवळीकतेचा एक भ्रम आपल्याला होतो.
हं. हो. हो. अच्छा. हो. हो. हो. अ, हां, एक्चुअली आपण अ, म्हणजे जवळ असतो की नसतो त्यांच्या का ते व्हर्च्युअलच असतं फक्त?
ते फक्त ना आपल्या मनात चाललेलं असतं नक्कीच. आणि वर्चुअल म्हणजे आभासी असतंच पण अ, तो भ्रम यामुळे होतो, म्हणजे तुम्ही जे विचारलंत ना की एक्चुअली असतो का नाही, तो सगळा आपल्या मनात चालू असतो. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एखादा पोस्ट, टाकला आहे आणि मी तुम्हाला फॉलो करतोय तुमचा फॅन आहे आणि तुम्ही जर आईसक्रीम खातानाची पोस्ट टाकली, तर माझ्या मनात काय भावना येते की अ, ही व्यक्ती मला आवडती म्हणजे ही मुलगी मला आवडती आणि किती छान मला खूप काही शिकायला मिळतं. तिच्या बाकीच्या पोस्टमधून आणि ती आईसक्रीम खाते आता. म्हणजे आईसक्रीम तर मी पण खातो त्यामुळे ती असं वाटतं की जवळ आहोत, आपण दोघं एकमेकांना ओळखतो. तर अ, असा एक भास होतो आपल्याला. पण नक्कीच आपण जवळ खऱ्या रीतीने नसतो.
हां. हं. हां. हां. खेळ असतो मनाचा हां. हां. हां. हां. हां. अच्छा. अच्छा, बरोबर बरं मग अ, तुम्हाला अशी अ, असं कधी म्हणजे एकटेपणा किंवा असं फार जवळ आल्यासारखं असं काही प्रसंग जाणवले सोशल मीडियामध्ये अ, किंवा असं म्हणजे तुमच्या पर्सनल प्रोफाईलमध्ये म्हणजे असं वाटत होतं की अ, आपण खूप जवळ आहे किंवा एकटेपणा असं काही उदाहरण सांगता येईल?
हो, एकटेपणा तर खूप जास्त जाणवतो. म्हणजे आपण आत्तापर्यंत जे काही बोललो ना, त्यामुळेच तर एकटेपणा तो वाढतो. कारण आता तुम्हाला मी फॉलो करत असेन, अजून 10 लोकांना मी फॉलो करत असेन, उदाहरणार्थ, तर मग मला फक्त माझ्या घरात, माझ्या बेडरूममध्ये बसून मला वाटतं, की अरे, ही छान आहेत, 10 लोकं किती काय-काय करत आहेत. आणि मला आवडत आहे, मी लाइक करतोय, कमेंट करतोय तुमच्या पोस्ट्सवर. पण मी खरं-खरं कुठं बसलोय? माझ्या बेडरूममध्ये एकटा बसलोय मी. मी माझ्या खऱ्या प्रत्यक्ष आयुष्यात काहीच करत नाही आहे किंवा खऱ्या-खऱ्या लोकांशी जाऊन बोलतच नाही आहे. तर मग त्यालाच तर एकटेपणा म्हणतात ना, हो.
हां. हां. हां. हां. हां. अच्छा. हो. हां. हो. नाही, हो. अ अगदी बरोबर, खूपच, छान. मग सोशल मीडिया वापरताना एकटेपणाची भावना नेमकी का निर्माण होते, यामागची मुख्य कारणं कोणती असू शकतात, असं वाटतं तुम्हाला?
अ, मला असं वाटतं, की आपण ना सजगपणे वापरत नाही. म्हणजे काय झालं आहे, सोशल मीडिया इतकं आकर्षक आहे, की काय करू, काय नको असं वाटतं आणि असंख्य पोस्ट्स आहेत. त्याला काही लिमिटच नाही आहे. म्हणजे महासागरात सगळ्या त्या पोस्ट्स मांडल्या, तरी हे 7ही समुद्र पुरणार नाहीत. आकाशात आपण त्या सगळ्या पोस्ट्स जर ठेवल्या, <chuckles> तरी आकाश पुरणार नाही. इतक्या पोस्ट्स आहेत. अ, सगळी लोकं बनवत आहेत पोस्ट्स आजकाल. त्यामुळे ही व्हरायटी असल्यामुळे ना, आपण खूप जास्त आकर्षित होतो तिकडे. आणि आकर्षित झाल्यामुळे आपण तेच, तेच, तेच जास्त करत राहतो. आणि प्रत्यक्ष आयुष्यात आपण जास्त लक्ष देत नाही. त्यामुळे तो एकटेपणा खूप जास्त वाढतो, आपल्या आयुष्यात.
हां. हां. हां. हां. हो. <chuckles> अच्छा. हां. हां. बरोबर. अच्छा. आणि अ, वा वाटतं लोकांना, की आपण पोस्ट केलं तर अ, लोकं खूप आपल्याला नोटीस करतील. मग ते तेवढ्यापुरतं असतं ना. कायम कोण लक्षात ठेवणार आहे. एक आजचं, उद्याचं लक्षात नसतं कुणाला. मग ते असं सातत्य राहतं का किंवा कंटिन्युटी राहते त्याच्यामध्ये?
जर तुमचं ते काम असेल ना, तर राहू शकतो. म्हणजे मी जर अ, खरा ॲक्टर असेन एखाद्या इंडस्ट्रीमध्ये म्हणा, अ, मराठी फिल्म इंडस्ट्रीमधला मी जर खरा-खरा ॲक्टर आहे आणि मी खरं-खरं काम करतोय, पैसा कमवतोय आणि माझी एक प्रतिमा निर्माण करायला मी जर सोशल मीडिया वापरतोय. तर मग ती जी लोक जोडली जातील ना माझ्याशी, ती कायम राहतील. की अच्छा मी ह्याचा फॅन आहे, या ॲक्टरचा फॅन आहे म्हणजे माझे फॉलोवर्स तसे टिकून राहतील आणि ते लॉयल फॅन्स म्हणतो ना आपण, ते राहतील. मग या दृष्टिकोनातून तुम्हाला एकटं नाही वाटणार. तुम्हाला असं वाटेल की हां, ही सगळी लोक आहेत माझ्याबरोबर. पण मी फक्त या आभासी दुनियेतच जर माझं अकाउंट क्रिएट केलं असेल, खऱ्या आयुष्यात मी काहीच करत नसेन, तर मग इथूनच ते एकटेपणाची सुरुवात होते खरं म्हणजे.
हां. हां. हं. हं. हां. हं. हो. हां, हां. अच्छा! हां, खरंय, हां. बरोबर, हां. हां. हां. सुरुवात होते हां, आणि ॲक्चुअल जर काही झालं तर कोणी येत नसतं फक्त ते वरवर आभासी दुनियेतच अ, तुमचे फॉलोअर्स असतात. म्हणजे तेवढा जर सोशल नेटवर्क नसेल फक्त तुमचं अ, अकाऊंटवरच असेल तर मग काय उपयोग ना, म्हणजे खऱ्या आयुष्यात तुम्हाला जर कोणाची गरज असेल तर ते येतील का ते फ्रेंड्स तुमच्याबरोबर? त्याबद्दल काय म्हणण? हां.
नाहीच नाही. नाही, नाही अजिबात नाही येणार. म्हणजे खऱ्या आयुष्यात काहीही घडलं तर मी काय करणार, मी फक्त सोशल मीडियावर टाकणार की, "बघा ना अ, मी एअरपोर्टवर आहे आणि ही फ्लाइट कॅन्सल झाली माझी आणि मी अडकून पडलोय 8-8 तास झाले बसलोय इकडे." पण खरी मदत कोण करणार आहे मला, ते एअरपोर्टचे स्टाफवाले. जे अनोळखी आहे, जी माझी फॉलोअर्स ही नसेल. तर म्हणजे हीच तर आपल्या विचारधारणेतली थोडीशी चूक आहे ना, की हे फॉलोअर्स आहेत म्हणजे मी एकटा नाही आहे किंवा मी 10 लोकांना फॉलो करतोय म्हणजे मी एकटा नाहीये. पण तुम्ही खरे एकटे आहात म्हणजे, मला स्वतःला तुम्ही अनुभव विचारलात ना तर अ, असाच अनुभव आहे की ही सगळी लोक जी मला आवडायची आधी अ, फिल्ममधली म्हणा. बॉलिवूडमधली किंवा जे कोणी माझे ऑनलाइन बनलेले मित्र होते आधी Facebookवरती बनले मग ते Instagramवरही आले तर
हां. हां. मला असं झालंय. हां. हां. हं. हो. <chuckles> हो ना. ओक ॲक्चुअली. हो. हं, बरोबर. हां. हां. हां. हां.
जे काही माझ्या आयुष्यात चाललं होतं, बरं-वाईट, ते तर घडतच गेलं ना. म्हणजे ते थांबलं नाहीच. इतके सगळी लोकं जोडली गेलेली असूनही, माझ्या आयुष्यात अ, दुःख जे व्हायचं किंवा अश्रू जे यायचे, एकटेपणा जो जाणवायचा तो तसाच राहिला. तर तेव्हाच मला कळलं की नाही ही, ही एक वेगळी दुनिया आहे. व्हर्चुअल दुनिया आणि माझी खरं आ आयुष्य जे आहे ते वेगळं आहे.
हां. हो ना. हो. हो. नक्कीच. हां. हो, हो. ते वेगळं आहे, बरोबर. मग ऑनलाईन कनेक्शन आणि प्रत्यक्ष मैत्रीत, अ, थोडा आणि काही फरक सांगू शकाल तुम्ही?
हो, हो. म्हणजे प्रत्यक्ष मैत्रीची तुलनाच होऊ शकत नाही, ऑनलाईन मैत्रीबरोबर. प्रत्यक्ष मैत्रीत आपण एकतर स्पर्श करू शकतो एकमेकांना, एकमेकांच्या हातात हात घेऊ शकतो, एकमेकांना मिठी मारू शकतो, एकमेकांच्या गालावर पप्प्याही घेऊ शकतो आणि ती एक फीलिंग जी असते, ती एक भावना जी आपण शेअर करू शकतो प्रत्यक्षात ती फक्त शाब्दिक रूपांनी आपण ऑनलाईन शेअर करू शकतो. ऑनलाइन किंवा मेसेजेसमध्ये म्हणा, डीएममध्ये, WhatsAppवरती किंवा एखाद्या रीलद्वारे आपण शब्द पोहोचवत असतो, भावना नाही. त्यामुळे तो अगदी जमीन-आसमानचा फरक आहे, असं मी म्हणेन.
हो. हो. हो ना. हो. हो. अग हो, हो. हो ना, हां. हं. हो, नक्कीच. नक्कीच. खूपच छान! मग सोशल मीडियाचा जास्त जर वापर मानसिक आरोग्यावर असा काय परिणाम करू शकतो असं वाटतं तुम्हाला?
एकटेपणच. आणि एकटेपणाची भावना म्हणजे काही सायंटिस्टसने हे सांगितलेलं आहे की सोशल मीडियाचा अतिवापर करून जर तुम्हाला एकटेपण आला तर ते दिवसातून 14 सिगारेटी फुंकल्यासारखं आहे.
हं. हं. ओह!
हे असं रिसर्चमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे इतका वाईट त्रास तुम्हाला होतो आणि तेवढं विष, तेवढं विष तुमच्या शरीरात तयार होतं. जर तुम्ही असे एकटे होऊन कोमेजून बसता ना की मी एकटा आहे मला काहीच कळत नाहीये, कोणीच नाहीये माझ्या आयुष्यात. अगदी तर त्यातून ते अगदी विष तयार होत असतं तुमच्या शरीरात. त्यामुळे त्याहून काय वाईट असणार अ, म्हणजे तुम्ही विचारलत ना काय अ, शरीरात होऊ शकतं किंवा काय अ, विकार होऊ शकतात? तर स मानसिक विकार सर्वात वाईट हेच.
असतो. हां. हां. हो. दबून, अशा भावना दबून ठेवायच्या शेअर करायच्या नाहीत. असं. अरे बापरे! आयुष्यामध्ये. हो ना. हो, हो. मानसिक आजार सगळे. बरोबर. मग जुन्या पिढी किंवा तरुणांमध्ये एकटेपणाचा अनुभव वेगळा आहे का? म्हणजे अ, शहरी, ग्रामीण संदर्भात काय वेगळे बदल दिसतात तुम्हाला?
हो खूप वेगळं. म्हणजे आता जुनी पिढी आणि तरुण हे जर उदाहरण एक आधी घ्यायचं असेल तर माझी आई खूप जास्त सोशल आहे आणि ती खूप जास्त लोकप्रिय पण आहे आणि लोकप्रेमी पण आहे ती. <chuckles> सगळ्यांना ती आवडते आणि तिलाही सगळे आवडतात. पण, तिचे जे काही WhatsApp ग्रुप्स आहेत ना, इतके असंख्य WhatsApp ग्रुप्स आहेत, बऱ्याच वेळा ती चॅट करत बसत असते. माझ्याकडे लक्षही नसतं तिचं. मी खाल्लंय का पिलंय नाही काहीच बघत नसती. बघा ना कशी आई आहे ना. <chuckles> पण तरी अं, ही सगळी लोकं जी आहेत ना तिची ती खरी लोकं आहेत. जी तिच्या आयुष्यात खरी-खरी होत, प्रत्यक्षातली लोकं. शाळेतली मग अ, कॉलेज तर नाही केलं तिनी पण शाळेतली म्हणा मग तिच्या तारुण्यातली. मग अ, जसं-जसं आम्ही पुढं-पुढे आलो नातेवाईक वगैरे सगळी रिअल ह्युमन बीइंग्स आहेत ते सगळे WhatsAppवरती आणि आजच्या तरुणांचं बरोबर उलट आहे. 2-3 फॉलोअर्स त्यांचे खरे-खरे त्यांच्या परिवारातले किंवा मित्र
हां. हां. हां. अच्छा. बरं. <chuckles> हां. हां. हां. हां. <chuckles> नाही, हां. हां. हो. हां. जोडलेले हां बरोबर. हो. <chuckles> अगदी हाताच्या बोटांवर मो मोजण्याइतकीच. हां.
अगदी. फार तर किती 50-60 असतील त्यांच्या क्लासमधले त्यांचे फॉलोवर. पण बाकीचे हजारो लाखो जे फॉलोअर्स आहेत किंवा ज्यांना ते मित्र म्हणतात ना ते सगळे आभासी दुनियेतलेच आहेत.
हो, बरोबर. ते अननोन आहेत. हां. हां.
आणि आजकालच्या तर एआयच्या युगात, हे आपल्याला सांगू शकता येत नाही की ते कितपत खरी माणसं आहेत, का रोबॉट्स आहेत?
अगदी बरोबर. हो. आहे आहेत. हो, नक्कीच. <laughs> तर अ, <clears throat> मग सोशल मीडियावर मुळे निर्माण होणाऱ्या नकारात्मक परिणामपासून परिणाम जे होतात ना, त्यांच्यापासून वाचण्यासाठी तरुणांनी नेमक्या कोणत्या सवयी अंगीकाराव्यात असं वाटतं तुम्हाला?
सर्वात आधी, मला असं वाटतं की तुमच्या सीमा निश्चित केल्या पाहिजेत तुम्ही. म्हणजे मला अ, इतपत ऑनलाईनंच मैत्री करायची आहे लोकांबरोबर, हे ठरवलं पाहिजे ना. आजकाल म्हणजे आपणही तरुण होतो तेव्हा आपण थोडेसे घाबरत होतोंच ना. आपल्याला प्रत्यक्ष एखाद्याशी जाऊन बोलायची भीती वाटायचीचं, म्हणजे मला तरी नक्कीच वाटायची, की एक अनोळखी व्यक्तीशी कसं बोलायचं? किंवा ह्या सिक्युरिटी गार्ड ला कसं विचारायचं की, "हे-हे दुकान कुठे आहे ओ सांगाल का?" किंवा, "ह्या सोसायटीत जायचं मला सांगाल का?" खूप भीती वाटायची. तर ती भीती तरुणा तरुणपणी असतेच लहान असताना असतेच आपल्या आत. पण, त्यातूनच तर बाहेर निघायचं आहे ना? म्हणजे तेचं तर शिकलं पाहिजे की भीती आहे प्रत्यक्षात लोकांशी बोलायची, याचा अर्थ असा नाही, की मी ऑनलाईन लोकांशी पटा-पटा-पटा नुसतं बोलत राहायचं. प्रत्यक्षपण नाती मी जोडली पाहिजेत, प्रत्यक्षातही मी काहीतरी क्लब्स जॉइन केले पाहिजेत, इव्हेंट्स ला गेलो पाहिजे, कलरिंग असेल एखादं. आता कितीतरी वेळा वर्तमानपत्रात बघा छान-छान असे एक कॉलमन येतं, जिथे तुमच्या शहरात वीकेंड ला काय चालू आहे, त्याची यादी येते. म्हणजे एका ठिकाणी गणपती बनवायचा क्लास असतो, एका ठिकाणी अ, झुंबाचा क्लास असतो, एका ठिकाणी काहीतरी कलरिंग चा क्लास असतो, तुम्हाला ग्राफिटी शिकवतात किंवा अ, या-या टेकडी वरती या आपण पोएम्स म्हणू एकत्र मिळून सगळे कवि कविता करूया
हां. हो. हो. हो. हो ना. हो. हो. हां. अच्छा. हो, हो नक्कीच. हो. जोडली पाहिजेत. हां. हो. हां. हां. बरं. हो, हो, हो. क्लब हां. कलरिंग हां. अच्छा. अरे वाह! मग ते काय अ, कशासाठी, म्हणजे सोशल गॅदरिंग करण्यासाठी? आणि अच्छा!
गॅदरिंग साठी. म्हणजे प्रत्यक्षात लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि हा एकटेपणा दूर करण्यासाठी आणि सोशल मीडियापासून थोडंसं लांब नेण्यासाठी. तर
दूर करण्यासाठी, हां. लांब राहण्यासाठी, हां. म्हणजे हे सामाजिक कार्यक्रम, उपक्रम करतात थोडक्यात.
च आणि फुकटात असतात ते किंवा असली तरी अगदी अ, नॉमिनल काहीतरी पैसे असतात. तर त्याचा उपयोग करून घ्यावा. नुसतंच फोन घेऊन रील्स बघत बसणून पेक्षा आणि स्वतःच्या आत ते एकटेपणाचं विष अजून वाढवण्यापेक्षा, प्रत्यक्षात जाऊन लोकांना भेटावं
अ, म्हणजे नॉमिनल असेलं, हां बरोबर. अगदी बरोबर. हो ना. हो, हो. भेटावं. मग अ
आणि छोटीशी मला टिप द्यायला आवडेल, की तुम्हाला जर खूप जास्त लोकांना भेटायची भीती वाटत असेल, तर 2-3 लोकांच्या ग्रुप मध्ये जाऊन भेटा.
हां. हो, हो. चालू शकतं अगदी दोघं असतील तरी चालू शकतं. म्हणजे हां. तर मग तुम्हाला काय वाटतं भविष्यामध्ये म्हणजे अ, असा एकटेपणा जर वाढत गेला तर ही लोक कामी येतील का? ते पण आता एआयकडूनच सपोर्ट घेतील असं वाटतंय तुम्हाला?
अगदी, अग ते ऑलरेडी सुरु झालंय. ते भविष्य नसून ते वर्तमान काळ आहे असं मला वाटतंय. आपण ऑलरेडी आता ChatGPT बरोबर आपल्या वैयक्तिक नको त्या सगळ्या गोष्टी शेअर करायला लागलो आहोत. आणि चॅट बॉट्स कितीतरी आले आहेत. अ, लोक सगळी स्वतःच्या खाजगी गोष्टी सांगत आहेत. आणि त्यात मीही शामिल आहे कुठं ना कुठेतरी खोटं नाही सांगणार. पण अर्थातच म माझं वय वेगळं आहे त्यामुळं तेवढा एकटेपणा नाहीये सोशल मीडियामुळे. पण हो, पुढं जाऊन नक्कीच असं होऊ शकतं की एकटेपणा वाढत वाढू शकतो आणि लोक एआयकडूनच तो एकटेपणा दूर करण्याची साधनंही शिकतील.
<chuckles> हो. हो ना. हो, हो. <chuckles> अच्छा. हां. हां. होप सो चांगलंच व्हावं <chuckles> लोकांनी लोकांना आधार द्यावा हेच म्हणू शकतो. तर अ, खूप अ, छान सांगितलं तुम्ही की सोशल मीडियाने एकटेपणा कमी होतो की वाढतो आणि त्याची समर्पक उदाहरणंसुद्धा दिली. तर कसं एकटेपणा दूर करण्यासाठी काय-काय करू शकता? काय उपाय करू शकता? ते सुद्धा अगदी तुम्ही सुंदर सांगितलंत. तर तुमच्या या वेळेबद्दल धन्यवाद आणि पुन्हा परत भेटू.
खरंच. धन्यवाद. मलाही छान वाटलं तुमच्याबरोबर संवाद साधून.